अ, आता मोस्टली तर अ, कसं आहे ना, आम्ही अ, कराडमध्ये मी सांगेन की जेव्हा पण माझा बर्थडे किंवा काही फंक्शन असतं. म्हणजे ॲनिव्हर्सरी हे असले की नाही, तर आम्ही एक अ, हॉटेल आहे अमराई म्हणून अ, तिथं जा आम्ही नेहमीच जातो. मला ते हॉटेल अ, का आवडतं? कारण ते हॉटेल जे आहे ना असं त्यांनी आंब्याची बाग आहे ना, तिथं त्यांनी ते हॉटेल त्याचं बनवलंय. मग ते इतकं छान फील येतं ना म्हणजे असे सगळीकडं झाडं आंब्याची आणि तुम्हाला तर माहिती आहे की विंटर सीझन किंवा ह्याच्यात ना आंब्याला अशी मोहर जेव्हा येते ना, सॉरी समरमध्ये तर त्याचा 1 स्मेल जो असतो इतका छान असतो ना त्या आंब्यांच्या पानांचा स्मेल. मला तो खूप आवडतो आणि अ, त्यांनी छान असं कोकणातलं कोकणातून माती आणून ती अशी खाली टाकली आहे. तर अ, लूक पण छान येतो. ओपन आहे वरनं असं काहीच नाही आहे. त्यांनी आंब्याची बागेतच ते हॉटेल असं केलं आहे. अशी टेबल, चेअर्स टाकून किंवा खॉट पण टाकलेत त्यांनी. तर खूप छान वाटतं आणि तिथे पण ते अशी अ, चिकन थाळी, मटण थाळी ते बनवतात. घरगुती आहे त्यांचं. तर खूप ऑथेंटिक पण.
हं. हं. अच्छा. हां, हां. अच्छा. हो, हो. खूप छान. तो येतो. हं. अरे वाह! हं. अरे वाह! खूप छान. हं, हं, हं, मस्तचं. अरे वाह! खूप अरे वाह! खूप छान. म्हणजे घरगुती याची टेस्टच खूप भारी लागते. आपण जरी कितीही हे केलं तर म्हणजे आपल्याला चव हवी असते आणि एक म्हणतात ना, की बसण्याचं समाधान आपल्याला हवं असत आणि त्यात अशी गोष्ट ते आपले मन जिंकतात एकंदरीत. नाहीतर मग कधी-कधी आपण एखाद्या ग दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो आणि मग ते असं वाटतं की अरे, उगाच आलो. म्हणजे पैसेच ग जाऊ देत आपले, पण आपल्याला समाधान मिळायला पाहिजे, त्या टेस्टनुसार किंवा अ
हो, हो. हां. हं. हो ना. ते हां, ते खरं आहे की अ, पैसे एक वेळेस गेले तरी चालतील, पण ते एक सॅटिस्फॅक्शन तरी भेटलं पाहिजेल की हां, ते वर्थ होतं.

बरं. आजकाल असं असतं बघा ना, की म्हणजे अ, लोकं असतात ते स्ट्रीट फूड पण खूप जास्त खातात. आणि मग त्यांना असं वाटतं, की कधी-कधी स्ट्रीट फूडच खूप भारी आहे या उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटपेक्षा कारण आणि असं म्हणतात, की स्ट्रीट फूड जे असतं ते आपल्याला वाटतं, की तिथे बघा ना, एकंदरीत कसं असतं, की ते स्टॉक केलेलं नसतं. त्याचं म्हणतात ना, की दिवसभर तिथे लोकं येतात, खातात आणि ते म्हणतात ना, कमी पैशात एकदम मस्त अशी टेस्ट पण तिथे मिळते. अ, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ते चांगलं जास्त की एखाद्या रेस्टॉरंटमधल्या अ, जे खातो आपण ते चांगलं?
हं, हं, हं. हं. हां, हां. हं. हो. हां. नक्कीच. अ, मी आताच एक खूप मोठे अ, शेफ आहेत रणवीर ब्रार. त्यांचा मी इंटरव्ह्यू ऐकला होता. तर ते पण म्हणजे ते इतक्या मोठ्या हॉटेलचे शेफ आहेत. त्यांचे स्वतःचे कितीतरी अ, फोरेनमध्ये हॉटेल्स आहेत हां. तर त्यांनी पण त्यांचे इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की ते पण स्ट्रीट फूड त्यांना खूप आवडतं. कारण त्यांना माहिती आहे की हॉटेल्समध्ये ना, इतकं स्टॉक करून ठेवतात, इतकं स्टॉक करून ठेवतात म्हणजे आपण जी ग्रेव्ही म्हणा किंवा कधीचे चॉपिंग केलेले व्हेजिटेबल्स म्हणा, इतके मोठे-मोठे फ्रिजमध्ये ना ते स्टोअर केलेले असतात. 1-2 दिवसानंतर, अ आधीच्या आठवड्याच्या म इतक्या अ, स्टोअर करून ठेवलेल्या असतात. पण जे स्ट्रीट फूड असतं ना, कसं असतं म्हणजे कंटिन्यू ग्राहकांचं येणं जाणं असतंय ना. तर त्यांना स्टॉक करायची गरजच नसते. गरम-गरम वडा असा बनवला, की ते लगेच सर्व्ह करतात. गरम हून
हं. बरं. हो. त्यांनी पण सांगितलं आहे. बरोबर. हं, हं. नक्कीच. नंतरच. हो, हो. नक्कीच, नक्कीच. बरोबर. हो, हो. आणि मुंबईचं स्ट्रीट फूड म्हणजे खूपच क्या
हां. ते तर मुंबई तर स्ट्रीट फूडसाठी फेमस.
बात आणि जे आपले अ, क्रिकेटस नक्कीच, नक्कीच. आणि आपल्या क्रिकेट संघाचेजे कॅप्टन आहेत, सूर्या त्यांनी पण सांगितलं आहे, की त्यांना देखील मुंबईच स्ट्रीट फूड जे म्हणतात ना असं मस्त चाइनीज बनतं. त्याच्यामध्ये ते नूडल्स असतो, राईस असतो आणि त्याच्यामध्ये ते मस्त अंड बनवतात आणि सूप एकंदरीत सगळं त्या डीश भरून. ते पण खूप छान आहे. तुम्हाला असं काही आवडतं का?
हं. हां. हं.